सध्या प्रत्येक व्यक्ती कामामध्ये खूप गुंतलेला आहे आणि अ, काम करणं ही प्रत्येकाला खूप गरजेचं झालंय आणि त्यांनी काम नाही केलं तर मग घर कसं चालेल? हाही एक प्रश्न आहे. सो मग, तुम्ही कामामध्ये आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील, कामातला आणि आयुष्यातला जो संतुलन आहे, तो कसा साधता?
बरोबर. <chuckles> अगदी. हो, हो. हो, हो. अ, मी कामाचं आणि आयुष्याचं संतुलन अशा प्रकारे साधतो. माझ्या कामाची रूपरेषा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, की कशाप्रकारची माझी कामाची रूपरेषा आहे. अ, मी अ, ॲज अ एअरपोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हॉटेलचं काम करतो आणि अ, आणि त्याप्रमाणे मी एअरपोर्टवरती राहतो काम करण्यासाठी आणि त्याच्यातनं मला अ, भरपूर लोक भेटतात. दिवसभर टेन्शन राहतंय किंवा जे गेस्ट येणार राहते, व्हि-आय-पी गेस्ट असतात. या सर्वांचं संतुलन करावं लागतं, ड्रायव्हर्स पहावं लागतात आणि त्यांची सर्व नियोजन कशाप्रकारे करायचं ह्या सर्व गोष्टी मला पाहाव्या लागतात.
हं. हं, हं. बरं. क्या बात! हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. बरोबर. हं, हं, हं.
परंतु हे काम करत असताना म्हणजे अ, ते काम माझं असं आहे की कधी पण एमर्जन्सीमध्ये मला जावं लागतं एअरपोर्टवरती, व्हि-आय-पी मूव्हमेंटसाठी किंवा कोण कोणतीही अडचण आली एअरपोर्टवरती गेस्टला तर त्यावेळेस सो ती सॉल्व्ह करण्यासाठी किंवा रिझॉल्व्ह करण्यासाठी जावं लागतं. एकंदरीत पाहिलं तर थोडंफार ताणाचंच काम आहे. कारण की मोठ्या लोकांना ॲडजस्ट करणं थोडंफार
हं. हो. हं, हं. अच्छा. नक्कीच.
अवघड जातं माझ्यासाठी आणि कधी-कधी त्या ताणा त्याचा ताण पण येऊन जातो की काय बाप रे! रात्रीचंच कधी-कधी झोप होत नाही. दिवसाची आपले काही कामं जर म्हटलं तरी करू शकत नाही. माझी काही असं शिफ्ट शिफ्ट नाहीये. मला फक्त रूटीनप्रमाणे जावं लागतं आणि नंतर मी घरी येऊ शकतो, परत जाऊ शकतो. काही जरी कॉल आले तर मला कधीपण हजर रहावं लागतं. तर ह्याच्यातनं म्हणजे कुटुंबाचं पण संतुलन आयुष्याचं संतुलन अ, ठेवावं लागतं. याच्यासाठी मग अ, काही घरची कामं असतात पेंडिंग्स आणि ते पण करावे लागतात. जसं की आम्ही राशन भरतो महिनाभरासाठी आणि ज्यावेळेस अ, त्यात तेच पाहिजेनच असतं. परंतु कधी-कधी असं होतं की वेळे अभाव किंवा एमर्जन्सीमुळं मला ते पण आणण्यासाठी जाता येत नाही. परंतु मग कसं तरी साहेबाला बोलून किंवा 4 घंटेचा वेळ काढून, आम्ही ती गोष्ट करतो. घरच्या काही पेंडिंग कामं राहतात मुलांची शाळेमध्ये जावं लागतं कधी-कधी आणि भेटावं लागतं. आणि स्वतःचीही काही कामं असतात, तर ते आम्हाला मला करावं लागतं. तर मी त्याच्यासाठी संतुलन राखण्यासाठी काही नियम बनवतो आणि सरांना किंवा यांना मॅनेजमेंटला सांगून 4 तास, 2 तास अशाप्रकारे वेळ घेत असतो.
हं. <chuckles> हं. हां. बरोबर. हं. अच्छा. हो. हं. बरोबर, बरोबर. हं. अच्छा. क्या बात है अ, म्हणजे खूप अवघडच असं काम आहे तुमचं. मग असं कसं झा कधी झालंय का, की तुम्ही तुमच्या घरातल्या कामामध्ये आहे काहीतरी, फॅमिलीसोबत डिनर करताय किंवा जसं तुम्ही सांगितलं, की राशन वगैरे आणा आणायला पण तुम्हाला वेळ कधी-कधी नसतो. तर असं झालंय, की तुम्ही राशनलाच गेला आहेत, फॅमिलीसोबत आहात आणि मग ऑफिसचा कॉल आला आणि तुम्हाला बोलावून घेतलं. मग कसं मॅनेज करता तुम्ही?
हं, हं. हो, हो. हं, हं. हो, हो. हं. हो, हो. हो, हो. हो, हो. हो. अगदी. म्हणजे अशा भरपूर घटना होतात आणि त्यापैकी 1 अ, तुम्हाला सांगूशी वाटते मला. अ, मी एका फंक्शनमध्ये गेलो होतो. मित्राचं लग्नच होतं आणि तो खूप जवळचा मित्र होता माझ्या आणि मी पूर्ण फॅमिलीला म्हटलं, की मी आता 4-8 तासाची सुट्टी काढून आलेलो आहे. अ, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अ, माझं काम काही निघत नाही कारण, की मी तसं मॅनेजमेंटची परमिशन घेऊन आलेलो आहे. पण अ, <laughs> तर अ, घरचे पण म्हणे, "हा तुमचं काम तर राहातच म्हणे नेहमी चालू. बरं झालं तुम्ही वेळ काढला पण काही प्रॉब्लेम नको यायला." शंका तर ती त्या ठिकाणी त्यांना पहिलीच आली होती. का आता हे संतुलन करत असताना या म्हणजे त्यांना पहिला पण अनुभव होता, की हा माणूस कधी पण काम सोडून पण जातो कधी-कधी कामासाठी. म्हणजे घरचं काम सोडून बाहे तिथं कामावरती जातो कारण की एमर्जन्सीची कामं आहेत. तर घरच्याला मी तसं म्हणजे, खूप अ, आनंदाने सांगितलं टेन्शन घ्यायचंच नाही म्हणे मी अ, अजून एका माणसाला तयार केलं होतं जर काही अडचण आलीच थोडीफार. तर तू ते अ, ते करून टाक आणि अ, असं झालं, की एक अ, अ, मी तिथं गेलो लग्नाचा वेळच होता आणि त्याच वेळेस मला फोन आला साहेबांचा. म्हणे "खूप अर्जंट आहे तुला जावच लागेल म्हणे." अरे बापरे! म्हटलं आता अरे डोक्यालाच हात लावला. म्हटलं "जावं लागेल सर मी तर म्हणे लग्नात" म्हणे "तू लग्न सोडून जा कसं पण जा" अ, साहेब मला स्वतः म्हणतो, की मी रिक्वेस्ट करतो म्हणे तुला, तू जा बाबा म्हणे तिथं. कारण की तिथं व्हि-आय-पी लोक आलेत काही. आणि त्यांची गाडीची व्यवस्था नाहीये आणि ड्रायव्हर त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी कम्प्लेंट रेज केलेली इथं. जर ती कम्प्लेंटवरती गेली तर आपले प्रॉब्लेम होऊन जाईल आपल्या डिपार्टमेंटसाठी.
हं, हं. प्लीज, प्लीज. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अच्छा. हां, हां. <chuckles> अच्छा. <chuckles> हं. हं. हं. बरोबर. हां, हां. अच्छा. हं. परत ये. मग? अरेरे! अ, <chuckles> बरोबर.
तर मी म्हटलं, "ठीक आहे, मग सर जातो" आणि मी बायकोला म्हटलं, "मी जाऊन येतो." म्हणे. म्हणे, "कुठे चाललात," म्हणे, "तुम्ही?" "नाही, नाही" म्हटलं, "इथंच अ, बाहेर थोडंफार फिरून येतो म्हणून मी." अ, अ, <chuckles> तर अ, घरचे म्हणे, "नाही, नाही," म्हणे, "तुम्ही कामाला चाललेत का?" "अरे नाही, नाही" म्हटलं, "ते काम किती लांब आहे." आणि ते लग्न होतं 15 ते 20 किलोमीटर लांब होतं आणि कामापासून माझ्या समजा आणि अगदी संध्याकाळची वेळ होती फजितीच झाली होती. थंडीचे दिवस होते आणि लग्न पण रात्रीचंच होतं.
<chuckles> <chuckles> अरे. <laughs> हं. अच्छा. अरेरे! मग कसं मॅनेज केलं मग तुम्ही?
<chuckles> तर काय मग अ, मी तिथनं आलो गाडीवरती आणि म्हटलं, "अर्धा एक तासात येतो," म्हणून मी. तिथून यायलाच मला, एअरपोर्टपर्यंत यायलाच अ, 20 ते म्हणजे अर्धा तासाच्या वरती लागला आणि मी तिथं पोहोचलो आणि कसंबसं मॅनेजमेंट केलं त्या लोकांशी बोललो आणि त्यांनी अजून काहीतरी एक दुसरं काम सांगितलं मला. ते काम करण्यासाठी पण अ, अजून 1 दीड तास गेला. घरचे कॉल करताय, रात्रीचे दिवस आणि माझी मुलं आणि माझी पत्नी त्या ठिकाणी बसलेली वाट पाहत का कुठे गेलेत आणि अ, मी म्हटलं, "इथंच, इथंच," सांगतो आणि शेवटी मला नाइलाजाने सांगावं लागलं, की मी "काम अर्जंट आलं होतं आणि ते मोठ्या साहेबांचा फोन आला होता तर मला ते करण्यासाठी जावंच लागलं पहा." आणि माझी बायको म्हटलं, "मी तर बरोबर ओळखलं होतं ना, तुम्ही सांगून जायचं आम्ही तरी घरी गेलो असतो. आता थंडीमध्ये आम्ही इथे बसलो." आणि मला तो दिवस आठवतो, की तिथं 11:30-12:00 वाजली होती रात्रीचं. अ, रात्रीची वेळ होती. आणि ते ओपन म्हणजे, लॉन्समध्ये राहत ना लग्न अशा प्रकारचं लग्न होतं ते आणि अगदी मुलं पण थंडीने
हं. अरेरेरे! हं. अरेरे! हं. अरे! हं. हं. अरेरे! हं. हं. बरोबर. हो, हो, हो, हो, हो, हो. मग तुम्ही परत गेला होता हॉलमध्ये?
मी म्हटलं काहीतरी रिक्षा वगैरे करून अ, ये म्हटलं तिथनं आपण किंवा गाडी वगैरे, पण ते थोडं आउटसाइडला लग्न होते, लॉन्स थोडं ते आउटसाइडला होतं अन् तिथं रात्रीचं एवढ्या रात्रीला काही रिक्षा वगैरे भेटणं खूपच अवघड होतं आणि मग हो आणि मग मी हे कामं करून रात्री 12:00-01:00 च्या दरम्यान तिथं पोहोचलो, फॅमिलीला घेतलं आणि मी पाहिलं फॅमिलीला तर म्हणजे एकदम, रागवलेले माझे सगळे घरचे होते. <chuckles> तुमची कामं काही सुटत नाही म्हणे तुम्हाला आणि ही कामामुळं अ, ही आमची फजिती करून बसली. तुम्ही जर नसतं सांगितलं तर आम्ही आलो नसतो किंवा आम्ही दुसरा काहीतरी पर्याय निवडला असता. तर अ, हे संतुलन जीवनातलं ठेवण्यासाठी म्हटलं आता मी अशा पद्धतीने केलं म्हटलं आता ते पण अर्जंट होतं, हे पण. हं, हं, हं, हं.
अच्छा. हं, हं. अवघड झालं. हं, हं. रागात, संतापात. हं, हं, हं, हं. मग आता तुम्ही जसं हां, असे प्रसंग होतात तुमच्या आयुष्यामध्ये. तर मग जसं तुम्ही सांगितलं, की आता काहीतरी तुम्ही एक अ, काहीतरी स्टेप्स घेतले, काहीतरी नियम ठेवलेत, तर मग ते काय नियम घेतलेत कामात आणि स्वतःच्या आयुष्यातलं एक संतुलन ते साधण्यासाठी कसे तुम्ही नियम आता हे केलेत जीवनात?
हं, हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा-अच्छा. नक्की, मला ते सांगायला आवडेल. अ मी साहेबांना म्हटलं, की मला असं काम नका देऊ की ज्याच्यामुळं मला फक्त कधी मधीच सुट्टी भेटते म्हणजे माझं काम असं राहतं, की ज्यावेळेस एमर्जन्सी किंवा व्ही-आय-पी मूव्हमेंट असते त्याच वेळेस जावं लागतं एअरपोर्टवरती. तर मी त्यांना सांगितलं, की मला एक दिवस निवडून द्या की ज्या दिवशी मला फुल डे सुट्टी असेल. किंवा मला मला एक दिवस ठरवू द्या, की त्या दिवशी मला सुट्टी द्या. म्हणजे आठवड्यातला कोणताही द्या. पण मला एक दिवस सुट्टी द्या म्हणजे मी घरची कामं करू शकेल. तर आमचे साहेबांनी त्यासाठी अग्री केलं आणि त्यांनी आता सध्याला मला ती एक दिवसाची सुट्टी दिलेली आहे आणि त्या दिवसामध्ये मी ते गोष्टीचं मॅनेजमेंट करतो आणि दुसरं म्हणजे अ, ज्यावेळेस अ, मला वेळ असतो किंवा मुलं घरी असतात पहिल्यांदा मी जास्त वेळी नव्हतो देत. कुटुंबाला जास्त बोलत नव्हतो किंवा मला माहिती आहे आता 4-5 घंट्यानंतरच मूव्हमेंट होणार आहे किंवा मला 4-5 घंट्यापर्यंत काही काम नाही. एखादा वेळ मी असा निवडतो.
हं, हं. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं. हो, अगदी. हं, हं, हं. हं, हं. अगदी. <chuckles> क्या बात! हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं.
मुलांना मग गार्डनला घेऊन जाणं किंवा त्या ठिकाणी फिरणं आणि मग अशा प्रकारे मी संतुलन म्हणजे आपण घरच्यासोबत बोलत पण राहणं गरजेचं आहे. तर मग मुलांना मग मी तिथं गार्डनमध्ये नेतो आणि त्यांच्या आवडीच्या गोष्टी किंवा रेस्टॉरंटमध्ये नेतो जेवण्यासाठी वगैरे. तर अशा प्रकारे हे आयुष्याचं कुटुंबाचं संतुलन आणि कामाचं संतुलन मी सध्याला तरी करत आहे. या 2-4 छोटे नियमामधून आणि घरी पण वेळ देतो आई-वडिलांना बोलण्यासाठी वगैरे बसतो. तर म्हणजे कधी-कधी आपला टाईमपास वेळ मोबाईलवरच होतो आणि मोबाईल कधी मला कामावर पण वापरायला भेटतो असं नाही, की कामावरतीच मला ते अ, नाही भेटत म्हणून कारण की फ्लाइट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला वेळाच असतो मग मी तिथं वापरू शकतो आणि पहिल्यांदा मी असं करायचो, की मोबाईलच जास्त वापरायचो घरी पण असताना.
क्या बात है. हं, हं, हं. खूप छान. हं, हं. अगदीच, अगदीच. हं. हं, हं, हं. क्या बात है. हं, हं, हं. अग बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. अच्छा. तर आता हं, हं, हं, हं.
तर आता ते हं, हं. बरोबर, बोला.
तर मग आता अ, ह्या सगळ्या गोष्टीचा तुमच्या घरच्या लोकांवर काही परिणाम झाला होता का? नात्यांमध्ये काही परिणाम होतो का, की असं आयुष्य म्हणजे कामात आयुष्य जेव्हा ते घरी पण येतं तेव्हा?
हं, हं. हं, हं, हं, अगदी अगदी. अ, ह्या गोष्टीचा परिणाम नक्कीच आपल्या कुटुंबावरही होतो. कारण की जर आपण त्यांना वेळ देत नाही आणि नुसतं फक्त कामच करतो तर मग त्यांना आपल्याला त्यांना वाटतं, की अ, म्हणजे काय नुसता पैसा कमवून पण काही उपयोगाचा नाहीये. ह्या व्यक्तींनी म्हणजे घरी पण राहायला पाहिजे आणि लक्ष द्यायला पाहिजे आणि जेव्हापासून मी हे नियम बनवलेत ना पहिलं म्हणजे पहिले काहीच नियम नव्हते नवीन जॉब होता आणि सर्व गोष्टी थोड्याफार गडबडीने कराव्या लागत होत्या. परंतु ज्यावेळेस आपल्याला ह्या कुटुंबाचं किंवा आयुष्याचं संतुलन अ, ठेवण्यासाठी मला असं वाटलं, की गरजेचं आहे. जर आपण हे जर संतुलन जर नाही ठेवलं, तर आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात पुढे चालून. तर म्हणून मी म्हटलं, तेव्हापासून हे नियम बनवले आणि ज्यावेळेपासून चालायला लागलं त्यावेळेस घरचं वातावरण जे पहिल्यांदा थोडंफार निराशाचं वातावरण होतं, दुःखाचं किंवा टेन्शनचं थोडंफार वातावरण होतं. ते दूर झालं. अ, काही ना काही प्रमाणात म्हणजे 70% तरी मी म्हणतो ते ते वातावरण तसं राहिलं नाही. ज्यावेळेस पहिल्यांदा वातावरण होतं तसं.
हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. अच्छा, तर मग आता
आणि आताच वाताव फरक आहे, हो.
मग आता तुम्ही अ, म्हणजे जे तुमचं काम आहे, त्या कामाला नाही म्हणजे जर असं वाटतंय, की नाही आता माझ्या आयुष्यामध्ये हे काम जास्त येतंय, तर जसं तुम्ही सांगितलं बॉस. तर मग तुम्ही नाही म्हणतात का आता डायरेक्ट, की ते त्यान तुम्हाला कन्विन्स करून बोलावूनच घेतात, की आता तुम्ही शिकलात नाही, नाही म्हणजे नाही, मी नाही येणार. हा माझा वैयक्तिक टाईम आहे. हा आता फॅमिली टाईम आहे. तसं करतात आता?
हो. मी अ, भरपूर वेळेस अ, नाही म्हणतो. परंतु काही गोष्टी ओळखून पण म्हणजे काय होतं नेमकं अ, कधी-कधी खरंच अशी परिस्थिती येऊन जाते व्ही-आय-पी मूव्हमेंट्स राहतात किंवा मोठाले लोक असतात आणि हे लोक त मला मॅनेजमेंटसाठी ठेवलेलं आहे तिथं एअरपोर्टवरती किंवा काही सर्व गोष्टी बघण्यासाठी, हॉटेलपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी असती. आणि ड्रायव्हर्स एकीकडं आहेत अ, ड्रायव्हर्स लोक जे जास्त कोणाचं ऐकत नाही किंवा त्यांना थोडीफार दमदाटीने मॅनेज करावं लागतं आणि किंवा थोडं स्ट्रिक्टली बोलून करावं लागतं आणि एकीकडे आहे अ, अ, कंपनी अ, म्हणजे माझं हॉटेल 5 स्टार आणि त्या लोकांशी त्यांच्यावरती दबाव येतो ज्यावेळेस व्हि व्ही-आय-पी मूव्हमेंट असतं. तर कधी मला प्रत्येक वेळेसच नाही म्हणता येत नाही किंवा ते पण जास्त फोर्स नाही करत. परंतु एखाद्या वेळेस खूपच व्ही-आय-पी मूव्हमेंट असली किंवा खूपच चांगले अभिनेता असते. कोणी अ, मुख्यमंत्री वगैरे येतात कोणी. हो. हे सगळे लोक येतात किंवा मोठमोठ्याले टीव्हीचे पण अ, कलाकार येतात. मालिकेचे एका अ, येतात. तर मग त्यावेळेस मला अ, म्हणजे त्या गोष्टी करणं गरजेचंच पडतं आणि मॅनेजमेंट पण कधी पण असा दबाव नाही देत म्हणजे चुकून का हा माणूस महत्वाचा नाही आणि त्यावेळेस अ, तू जा. म्हणजे ते जर ये त्यांना माहिती येतोय ना एखादा छोटा माणूस तर ते म्हणतात, "ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही नाही म्हणलं तर." पण मलाच कधी-कधी ओळखून घ्यावं लागतं, की नेमकी मूव्हमेंट काय आहे सध्याला? एखादा खरंच मोठा माणूस आहे आणि माझ्याशिवाय होणारच नाही. तर त्यांना नाही म्हणून जमणार नाही. म्हणून मी त्यांनाही समजून घेतो.
हं, हं. हं. हं, हं. ओके. हो, हो. बरोबर. क्रिकेटर्स वगैरे. अँकर, अगदीच. हं, हं. हं, हं. बरोबर. अच्छा. तर मग आता सध्या तुम्ही असं कामात आणि आयुष्यातल्या संतुलनासाठी काय छोटे-छोटे अ, तुम्ही स्टेप्स सांगू शकता, की कसं संतुलन ठेवू शकतो आपण?
तर हां. हे काम आणि आयुष्य कसं आहे अ, एकच पारड्याच्या दोन बाजू आहेत. जर आम्ही त्या स्थिरच ठेवल्या तरच आमचं जीवन व्यवस्थित जगू शकतो. जर काम नाही केलं तर आपण अ, आपल्या कुटुंबाला पण चालू नाही शकत. ते पण महत्त्वाचं आणि फक्त कामच करत अ, फक्त कुटुंब सांभाळत असलो तर आपण त्यांच्याही गरज नाही कमी अ, पूर्ण करू शकत कामाच्या व्यत व्यतिरिक्त, कामाचे बिना. तर अ, माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही दोन्ही गोष्टीला कसं मॅनेजमेंट करणं या प्रत्येकाला त्याचं नॉलेज असतं प्रत्येक मनुष्याला आणि तो ते करू शकतो. त्याला माहिती आहे कुठं नेमकं काय करायचंय आणि कशाप्रकारे माझ्या कुटुंबाचं संतुलन राखता येईल. पण प्रत्येकाला घरच्यांचे स्वभाव माहीत असतात. प्रत्येकाला सगळ्या कामाचं पार्श्वभूमी माहीत असते. तर मग काही ना काही करून तुम्हाला दोन्ही गोष्टीचं मॅनेजमेंट करा आणि त्याप्रमाणे चाला असं मला वाटतं.
थोडक्यात असं. हं. हं, हं. बरोबर. बरोबर. हं, हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. अगदीच, अगदीच. नाही. हो, हो. हं, हं. बरोबर. हं. नक्कीच, अ, खूप अ, छान उदाहरण तुम्ही दिलंय तुमचं आणि मला तर तुमचं काम असं वाटतंय, की खूप कठीण काम आहे. अ, खूप छान प्रकारे तुम्ही मॅनेज करताय. तुमचं अ, आयुष्य म्हणजे घरचं पर्सनल लाईफ आणि तुमचं काम आणि छान प्रकारे तुम्ही संतुलन ठेवताहेत. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तुमच्याशी आणखीन विषयावरही चर्चा करायला आवडेल. तर तुमचे खरंच खूप आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
हं. हं, हं, हं. हं, हं. आणि तुमचेही खूप-खूप धन्यवाद, की तुम्ही या सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्यात आणि अ, त्याच्याबद्दलही मी तुमचा खूप-खूप आभारी आहे. खूप-खूप धन्यवाद.
हं. हं, हं. धन् धन्य